हो नक्कीच, अ, "अतिथी देवो भव" म्हणतात. मग अ, जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांना म्हणजे व्यवस्थित आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांना म्हणजे पाहुणचार करताना त्यांना नेमकं काय आवडतं म्हणजे ब्रेकफास्टला काय आवडतं, जेवणात काय आवडतं, तर ते सग सगळं आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे जर जवळचे पाहुणे असतात तर आवडीनिवडी माहीत असतात. पण जे थोडे वेगळे पाहुणे असतात त्यांचं आपल्याला माहीत नसतं. मग ते आधी माहिती करून घेणं किंवा आधी त्यांना विचारणं की तुम्हाला म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये कसे लागतात पदार्थ. म्हणजे तेलकट चालतं का? अ, किंवा तिखट का? अशी काही पथ्य आहेत किंवा कोणाला काही म्हणजे एलर्जी असते म्हणा किंवा पथ्य असतात मग त्याच्या प्रमाणे त्याच्यामध्ये एडजस्ट करायचं आणि जेवण जे आहे काही काही असं साधं जेवण पसंत करतात आणि काही काहींना थोडं चमचमीत लागतं आणि काही काही त्याच्यामध्ये हे प्रकार पण असतात. म्हणजे शाकाहारी लागतं, काही काहींना मांसाहारी लागतं. शाकाहारीमध्ये पण बरेच व्हरायटी असतात म्हणजे अ, कोशिंबीर म्हणा वगैरे बरेच काही काही असतं त्याच्यामध्ये मग ते मेनू की किती ठरवायचे किंवा स्टार्टिंगसाठी काही ठरवायचं का स्टार्टर म्हणून मेन कोर्स ठेवायचा का किंवा अ, सूप वगैरे आवडतात काही काहींना मग ते सूप वगैरे ठरवायचं का आणि मांसाहारीमध्ये तर सोपंच असतं सगळं. म्हणजे आपल्या व्हेजमध्ये हो केवढे व्हरायटी असतात. तसे मांसाहारीमध्ये इतके व्हरायटी नसतात. पण अ, कसं तुम्ही कमी तिखट, मध्यम किंवा एकदम आळणी असे प्रकार ठेऊ शकता. मग त्याप्रमाणे ते बदल करायचे आणि मग थोडी जय्यत तयारी करावी लागते म्हणजे स्वागतासाठी काही रांगोळी म्हणा किंवा अ, फुलं वगैरे डेकोरेशन असं करावं लागतं किंवा जेवताना समई लावून ठेवणे म्हणा किंवा नंतर मग जेवण झाल्यावर त्यांना आहेर-माहेर करणे म्हणजे काहीतरी गिफ्ट वस्तू देणे. हो, हो आणि नंतरचा प्रोग्राम जर मुक्कामी असतील तर राहणार असेल तर अ, कुठेतरी काहीतरी ब ठिकाण बघणे एखादं पर्यटनस्थळ. तर तिथे तुम्ही रिसॉर्ट बुक करणे किंवा तिथं त्यांची सोय करणे थोडक्यात. नाहीतर घरात राहायचं असेल तर मग घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही बेडरूम क्लीन आहे की नाही बेडशीट, उशी, चादर किंवा इस्त्रीचे कपडे वगैरे सगळं बघायला लागतं आणि मेन म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम असतो म्हणजे पाणी स्वच्छ म्हणजे ड्रिंकिंग वॉटर कुठे बाहेरून मागवून घेणे किंवा घरामध्ये अवेलेबल आहे की नाही ते सगळं चेक करणे. म्हणजे या गोष्टींकडं खूप असं काटेकोरपणे बघावं लागतं. असं मला वाटतं आणि उत्साह पण येतोच तेवढा की आपल्या घरात पाहुणे येणार आहेत. हो हो.
हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं, हं. अरे वाह! हं. बरोबर. हो. चिकन, मटन, फिश. हो. हं, हं. बरं. हं. बरोबर. हं, हं. अरे वाह! गिफ्ट. बरोबर. हो, हो. बरोबर. बरोबर. हं. हं, हं, हं. बरोबर. नक्कीच, नक्कीच. हो, हो. नक्कीच, नक्कीच. हो, हो. कोणतरी येणार, पाहुणे येणार तर होतचं. मग तुम्ही असं स्पेशली काय बनवता किंवा कधी अचानक कोणी पाहुणे आले मग तेव्हा काय करता? आणि मग तेव्हा कसा मेनू असतो तुमच्याकडे?
हं.